बघा ना, जीवनाच्या वाटेवर चालताना असं काही होतं आपल्या आयुष्यामध्ये का आपल्याला काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागतात आणि ते निर्णयात मधून आपल्याला असं वाटतं का ठाम राहणं. मग तुम्ही पण असं काही इतरांचं ऐकूनही ठाम राहतात का? ते कसं राहता सांगा ना मला जरा?
हं. माझा एक अनुभव आहे.
हं.
आपल्या परिस्थिती सारखं दुसऱ्याची नसते आणि त्यामुळे त्याचं मत असतं.
हं.
पण आपण ठाम राहावं लागतं, जे आता अ, आपली परिस्थिती तशी असेल. मी तुम्हाला उदाहरण सांगतो.
हो, नक्कीच सांगा.
मी काही वर्ष नोकरीसाठी परदेशात होतो त्यानंतर परत आलो आणि मग तेव्हा वय पण थोडं वाढलेलं होतं. 45च्या पुढे मला नोकरी मिळेना.
हं, हं. अरे! हो का?
मग काय करणार? हं. मग काय करणार? तर मला शेअर ट्रेडिंग येतं. मला त्याच्यातली माहिती आहे आणि काय परदेशात जाऊन थोडेसे पैसे पण होते माझ्याकडे स्पेअर.
हं, हं.
तर मी डे ट्रेडिंग करायला सुरुवात केली.
हो का?
पहिली हां. पहिली गोष्ट माझी अ, बहीण मग तिचे मिस्टर, सगळे आयुष्यभर नोकरी करणारे लोक. तर ते असं म्हणाले की कशाला ते जुगारात पडायचं? कशाला काय करायचं? त्याच्यात म्हणे लॉस होतो. मग लॉस झाला तर कसं काय चालेल?
हं, हं.
मी म्हटलं, "हे बघा, मला नोकरी तर काही मिळत नाही." "मग एक तर मी झोपून राहीन. कंटाळेन, दाढी वाढली आहे, कोणाशी नीट बोलणार नाही. असलं सगळं व्हायचंय, का माझं डोकं कुठेतरी वेल ऑक्युपाईड पाहिजे?"
हो, बरोबर. हो.
पण तरी ते म्हणाले, "नाही-नाही, त्याच्यात पैसे जातात आणि तो काय जुगारच असतो. आपल्याला कळत नाही. ते ज्यांच्या कम्युनिटीमध्ये बिझनेस असतो ना, त्यांनी करावं. आपण करू नये."
हं. कसं राहतं ना, म्हणजे अशी माणसं वगैरे राहतात का असं काहीतरी असं त्या ट्रेडिंग म्हटलं का लोकांना असं काहीतरी जुगारासारखंच असं वाटतं. तर त्यांच्या भावना कशा असतात आणि त्यांना कसं योग्य रीतीने समजावून दिलं मग तुम्ही?
एक चांगलं आहे. मला शिकवण म्हणजे शिकवायची सवय आहे. त्यामुळे पॉइंट बाय पॉइंट बोलायची सवय आहे.
हं. बरोबर, हो.
तर मग मी त्यांना विचारलं. म्हटलं "बरोबर आहे तुमचं आपले पैसे आपण सेव्हिंग वगैरे करावं. काय हो तुम्ही कुठे सेव्हिंग करता?" "कुठे ठेवता पैसे?" तर ते म्हणाले "नाही बिलकुल, मी ते पतसंस्था वगैरे छोटी बँक नाही. चांगल्या बँकेमध्ये पैसे ठेवतो. स्टेट बँक ऑफ इंडिया, एच-डी-एफ-सी" असं. म्हटलं, "हां बरोबर आहे आणि बाकी?" म्हणाले बाकी अ, "एल-आय-सी, इन्शुरन्स पण होतो आणि सेव्हिंग पण होतं आणि मग नंतर रिटायरमेंटला ते उपयोगाला येईल."
हं. बरोबर, हो. हं, हं.
आणि अ, या सगळ्यामधनं मला सिक्युरिटी वाटते आणि ते आपलं पोस्ट ऑफिस असतं ना त्याच्यामध्ये अ, डिपॉझिट असतं ते आणि पीएफ प्रॉव्हिडंट फंड. असं 5 ठिकाणी मी पैसे ठेवतो, म्हणजे मग व्यवस्थित होतं. म्हटलं "अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे."
हं.
पण मला सांगा. तुम्ही जिथे पैसे ठेवता, ते तुमच्या पैशांचं काय करतात? <chuckles>
हो, बरोबर प्रश्न आहे तो. हो.
तुम्हाला माहिती आहे का, आपल्या देशात सगळ्यात जास्त शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कोणाची आहे? लाईफ इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाची आहे. <chuckles>
अरे बापरे! हो का?
हं, ते त्यांचे सगळे पैसे एल-आय-सी शेअर मार्केटमध्ये हळू-हळू टप्प्याटप्प्याने आणि ज्याला काय म्हणतात ते? अ, ब्लू चिप असं म्हणतात. ब्लू चिप म्हणजे ज्या कंपन्या खूप वर्ष आहेत. त्यांचा प्रॉफिट खूप चांगला आहे, ज्यांच्याकडे खूप मोठी जमीन आहे, मशिनरी आहे.
हं, हं.
त्या कंपन्यांना स्टेट आपले जे सेबी असतं ना, बोर्ड. ते त्यांना एक वेगळं रेटिंग देतं.
हं, हं.
तर त्या ज्या कंपन्या हां, त्याच्यामध्ये एल-आय-सी इन्व्हेस्टमेंट करते.
हो का?
आता बा आपण बँकेचं उदाहरण घेऊ. बँका पैशांचं काय करतात?
अच्छा. हो.
तर ते पण शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्येच लावतात. बरं ते सोडा. प्रॉव्हिडंट फंड किंवा ह्याचं बघा. आपल्या देशाचं जे प्रॉव्हिडंट फंड असतो, ग्रॅच्युइटी असते, ते जे अ, डिपार्टमेंट आहे. त्यांच्याकडे
हं.
दरवर्षी ₹1 लाख कोटी येतात. 1 लाख कोटी.
दरवर्षी?
हो.
चांगलाच प्रॉफिट होतो. वा!
नाही, पण त्या पैशांवर त्यांना इंटरेस्ट द्यायचा असतो 6% सेवेन पर्सेंट
हो, ते पण बरोबर आहे, हो.
मला सांगा, 1 लाख कोटीं चं कर्ज घेईल, व्याज देईल आणि नियमित परत करेल, असा माणूस कुठनं शोधायचा, अशी माणसं कशी शोधायची, मग ते काय करतात? तेही शेअर मार्केटमध्येच पैसे घालतात.
हं. ते पण आहे. हं, हं, हं. बरोबर, हो.
फक्त अभ्यास करून, शेअर मार्केटचं सगळी माहिती घेण्यासाठी अनुभवी लोकांना ते नोकरीवर ठेवतात. त्यांना पगार देतात.
हो, मग मग कसं मग त्यांना हे सगळं समजवलं, तर मग त्यांचा रिअ‍ॅक्शन म्हणजे त्यांची प्रतिक्रिया काय होती?
ते म्हणाले, नाही, मला माहीत नव्हतं हे असं होतं ते. मी
हां.
आणि त्यांना मी म्हंटलं, तुम्हाला कोणी सांगितलं, की शेअर मार्केटमध्ये फक्त रिस्कच असते.
हं.
तुम्ही जर का अ, ज्याला डेब्ट म्हणतात, म्हणजे लोन. किंवा ज गव्हर्नमेंटचे बॉन्ड असतात. जे एखादं धरण बांधायचं आहे, हायवे बांधायचा आहे. तर सरकार मार्केटमधून लोन घेतं.
हं, हं.
आणि भारत सरकार तर काय अ, पैसे द्यायला नकार देत नाही. त्यामुळं त्यांनी ठरलेला जो रेट आहे त्या बॉन्डच्या रेटवरती आपल्याला रिटर्न मिळत राहतो. त्यामुळं त्याचा अभ्यास करून त्याच्यात पैसे गुंतवले, तर 5% ते 6% वर्षाला डेफिनिटली मिळतात.
हं. वाढतात, हो.
हां. आणि मग त्यांनी काय म्हटलं, मला काय म्हणाले, आमचे जिजाजी म्हणाले
हं.
पण मी ऐकलंय, की मुंबईचे काही लोकं खेळवत-खेळवत, खोटं-खोटं काहीतरी करत, कुठलातरी शेअर वरती नेतात. मग खूप लोकांनी त्याच्यात पैसे गुंतवले. की धाडकन तो पाडतात. म्हणजे मॅनिप्युलेशन करतात मार्केटचं.
हो का. हो, तसंच असतं मग ते. हो, बरोबर.
तर त्याच्यामध्ये पैसे तू गुंतवशील, तर तुला काही एवढे मित्र नाहीयेत, की ज्यांना हे मार्केट कळेल. ज्यांना हे तर कसं काय करणार तू? हा तर तोटा आहे, की नाही.
बरोबर, हो.
मग मी त्यांना दुसरी गोष्ट सांगितली.
<chuckles> अजून समजावलं का तुम्ही मग त्यांना? <chuckles>
हं, कारण मी केलं होतं ना ते. त्यामुळे मी अभ्यास केला होता. मी त्यांना म्हटलं, अहो मी
हो.
युएस डॉलर आणि इंडियन रूपीज
हं.
हे जे एक्सचेंज आहे, त्याच्यावरच्या फ्युचरमध्ये ट्रेडिंग करणार आहे.
हो ना.
दिवसाला $1 ट्रिलियन चे रुपये होतात आणि रुपयाचे डॉलर होतात.
हं.
दर दिवशी. इतकं प्रचंड त्याच्यात टर्न ओव्हर आहे. कोणीही, अगदी देशातले सगळ्यात मोठे व्यापारीसुद्धा याचा रेट कंट्रोल करू शकत नाहीत.
नाही. हो, हो, नक्कीच. हो.
फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशाच्या करन्सीचं संरक्षण म्हणून, खूप टोकाचं जर झालं तर त्याच्यामध्ये, मध्ये पडते.
हं, हं.
त्यामुळे कधीही एकदम धाडकन 0 झालं असं होऊ शकत नाही, धाडकन मोठं झालं असं होऊ शकत नाही. त्यामुळे अगदी कमीत कमी रिस्क वालं
बरोबर.
हे करन्सी ट्रेडिंग मी करणार आहे. मग त्यांना पटलं, की अरे, ह्यांनी सगळा अभ्यास केलाय बरं. सगळं नीट समजून घेतलंय आणि
हां. हो ना. म्हणजे तुम्ही पूर्ण माहिती दिली ना त्यांना, त्याच्यामुळे हे सगळं झालं. जर माहिती दिली नसती, तर अ, ते बोललेच असते आणि तुम्हीही इतरांचं ऐकूनही ठाम राहिले, ही सगळ्यात मोठी गोष्ट. असा कुटुंबाचा, नातेवाईकांचा, दबाव येतो आणि असं हाताळावं लागतं नाही का ते.
हो. हो, हो. खूप येतो आणि काय आहे ना, मी डायरेक्टली सांगितलं, तर माझ्या बायकोला विश्वास बसत नाही.
हो, ते पण आहे.
पण माझ्या बहिणीला, बहिणीच्या नवऱ्याला, मी हे सांगतोय, मला माहिती होतं, की कॉफी करण्याच्या निमित्तानं स्वयंपाक घरात जाऊन, कान मात्र आमच्या बोलण्याकडेच होते. <laughs> त्यामुळं सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीला मी असं इंडायरेक्टली सांगितलं.
<laughs> बरोबर, खरंच खूप छान आणि माहिती पण ती मस्त दिली आणि तुमचं बोलणं पटलंही नाही का? मग लोकांनी असा दबाव वाढवला किंवा भावनिक शोषण केले, तर तुम्ही नेमकं काय करतात? म्हणजे कुऱ्हाड फोडण्या इतका वाटायला लागल्यावर काय पाऊल उचलता नेमकं मग?
माझं काय आहे ना, घरची जवळची माणसं
हं.
बायको, बायकोची बहीण, माझी बहीण. आणि त्यांचे नवरे. घरातली मुलं, माझा मुलगा.
हं.
सासू-सासरे. माझे आई-वडील तर नाही आहेत आता.
हं, हं.
ही माझी जवळची क्लोज फॅमिली. त्यांना काय वाटतं हे मला महत्वाचं. त्याच्या पलीकडे, इतरांना काय वाटतं? हे बघा उद्या मी आजारी पडलो, काही झालं तर हे कोणी येणार आहेत का? सांगता येत नाही. बहुतेक नाही येणार.
बरोबर. नाही. बरोबर, हं.
मग माझ्या आजचा प्रश्न कोण सोडवणार आहे? रिकामा बसून काय करू मी? यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार करून, "हां, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी नोकरीचाही प्रयत्न करतोय. नोकरी मिळेपर्यंत काय 2 आठवडे करतो." असं सांगून स समोरच्याला नाराज करायचं नाही.
हं. हो, हो, हो. बरोबर, हो.
हां, पण आपलंही ठामपणे सोडायचं नाही.
करायचं. बरोबर, म्हणजे त्याला सांगय त्याचं मन पण दुखवायचं नाही, पण आपली जी बाजू आहे ती पण मांडून द्यायची त्यांच्या समोर नाही का.
हां. अगदी असंच करावं. "ऐकावे जनाचे, करावे मनाचे," हां.
करावे मनाचे, खरंच खूप छान. पण कधी-कधी असं होतं ना, का नाही म्हणणं कठीण वाटतं. मग तेव्हा सुरुवात कशी करावी नेमकं, कोणत्या अशा छोट्या पद्धती आहे, का ज्या वापरून आत्मविश्वास वाढवला जाऊ शकतो?
साधी ट्रिक आहे. जो सल्ला देतोय, पहिल्यांदा त्याची स्तुती करायची.
हं. <laughs>
याला हां, याला सँडविच मेथड म्हणतात.
हो ना.
त्याला पहिल्यांदा त्यालाच सुची करायची. तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे. तुम्ही आदर्श वाग वागलेले आहात. आणि नंतर एक पॉज घ्यायचा आणि म्हणायचं पण, <chuckles> माझ्या हातात दुसरं काही करायला नाही सध्या, हेच आहे. हातात काम नसताना माणसाने नुसतं बसून राहावं का आणि तुम्हाला माहिती आहे, माझ्या वडिलांना असंच नुसतं बसून राहून मग अ, मग ते खूप हळू, पहिल्यांदा थोडी, मग जास्त, मग जास्त, जास्त करत दारू प्यायला लागले मग ते.
हां. ब बरोबर.
मग, असं माझं व्हायला नको ना. शेवटी काय, वडिलांचा मुलगा आहे मी.
बरोबर, हो.
थोडं घाबरवायचं.
हां, हां.
आणि 3री गोष्ट म्हणायचं, करून बघतो काही दिवस, नाहीतर तुमचाही सल्ला ऐकेन <laughs> म्हणजे, <laughs> थोडी मुदत मागायची. अशा 2-3 आयडिया करायच्या.
समजलं. हो. म्हणजे अशी एकदम छोटी, खूप छान पद्धत पण सांगितली. स्तुती करा, पण करा आणि आपली बाजू सांगा त्याला. म्हणजे समजूनच घेईल तो, नंतर नाही म्हणणारच नाही. का "हां बाबा कर, करून बघ." नाही का? किती छान सांगितलं हो तुम्ही आणि इतरांचं ऐकूनही तुम्ही ज्या मताने, तुम्हाला जे काम करायचं होतं, त्या गोष्टीमध्ये तुम्ही ठाम राहिले आणि पूर्णतः त्यांना माहिती दिली. त्याच्यानंतर त्यांना कळलं, की हां, का हा माणूस खरंच काय बरोबर बोलत आहे. नक्कीच, याला हे सगळं करायला पाहिजे. खूप छान माहिती आणि मजेशीर आणि खूप महत्वाची माहिती होती ही. नक्कीच, मला तुमच्याशी पुन्हा बोलायला आवडेल. बोलूया आपण. धन्यवाद.
हो, हो. धन्यवाद तुमचे पण.